की तुझं मत वेगळं, माझं मत वेगळं अ, नाही, ठीक आहे. ते पण बाजूला ठेवू.
अहो.
पण त्याचबरोबर ही पण गोष्ट आहे, की मी काही दिवसानंतर मोटरसायकल घेतली. तर त्याचा सल्ला घ्यायला गेलो आणि त्याच्या सल्ल्यानुसार अव्हेंजर घेतली. माझा <chuckles> बॉस होता, अ, त्याच्याकडे बुलेट होती आणि त्या दोघांचाही सारखा वाद व्हायचा, की कुठली मोटारसायकल चांगली. <laughs> तर मी आणि घ्यायला सुद्धा त्याला बरोबर घेऊन गेलो. हां, निवडणुकीत मतदान मी त्याच्या मतानुसार करणार नाही किंवा इतर अनेक गोष्टी त्यांचे मतभेद आहेत.
बरं. अच्छा. हं. <laughs> हो. हां, नक्की. पण ना ह्यात
पण एक माणूस म्हणून तो चांगला आहे. हं.
हो, पण ना हयात मला ना तुम्हाला हे विचारायचंय, की ना आपण बघा ना, जेव्हा नको तो वाद होतो ना कोणाबरोबर आणि त्यावेळेस ना म्हणजे सगळ्यात पहिले जे तुम्ही सांगितलं ना ते एवढं उत्तम सांगितलं, की ते आपल्या, म्हणजे म्हणतो ना आपल्या डोक्यात आणि आपल्या मनात हे आपल्याला विचार सतत ठेवावे लागतात, की आदर हा कसा ठेवायचा? वाद जरी असेल, राग जरी आला असेल तर आदर हा कसा कायम ठेवायचा तशा वेळेस?
आपण थोडा भाषेचा भाग बघूयात, हं. वादे, वादे जाय जायते तत्व वेधा, अशी 1 हे आहे, म्ह म्हणजे मराठी संस्कृतमध्ये. हे वाद म्हणजे काय? तर पूर्वी वाद असे अ, 2 अभ्यासू व्यक्ती एकमेकांसमोर बसून अ, आत्विक वाद असायचा. त्याच्यामध्ये ते उदाहरणं सांगायचे, मग एक्झाम्पल्स त्यातले रेफरन्स सांगायचे आणि या सगळ्या न मग त्याच्यातला अ, जो कोण अ, ज्याचा अभ्यास जास्त चांगला तो श्रेष्ठ, जिंकायचा. पण
हां. पण नक्की. नक्की, हो. हं. हो. उत्तम. हो, पण हां, हां. नक्की. पण ह्यात पण ना वादात जे आपण म्हणतो ना, तुम्हाला बघा वादात जेव्हा आपण आदर ठेवतो तर त्या आदरला ठेवण्यासाठी ना, म्हणजे तुम्हाला काय वाटते? त्याचा अर्थ काय आहे? आणि तुमच्या मते ते नेमकं आहे तरी काय?